मैत्री करायला वेळ लागत नाही, असं म्हणतात, पण ती निभवायला पूर्ण आ आयुष्यच लागतं. पण कधी तुमच्यासोबत असं झालंय का? एखादा अजनबी किंवा अनोळखी व्यक्ती भेटलाय आणि त्याच्याशी तुमची एकदम घट्ट मैत्री झाली आहे? आणि झाली असेल तर त्याबद्दल थोडं एकदा सांगा.
हां. अ, हां झाली आहे. म्हणजे काय झालंत ना एकदा की म्हणजे एक मुलगी आहे ती तशी तर म्हणायला गेलं तर. अ, खा खास मैत्रीण झाली ती माझी त्यानंतर. अ, काय झालं की मी कॉलेजच्यासाठी एक एडमिशन करायला गेलो होतो भावाचं, नाही का
अच्छा. हं. अच्छा.
आणि तिथं अ, विषय काय झाला की अ, लास्टचा टायमिंग होता तो काहीतरी नाही का? अ, फॉर्म संपवायचा.
म्हणजे शेवटचा दिवस होता फॉर्म भरण्यासाठी का?
आणि मग हां शेवटचा दिवस आणि शेवटचा टाईम संध्याकाळी क्लोज होणार होतं ऑफिस. मग ती मुलगी माझ्याकडं आली आणि म्हटली, ओ ऐका ना, अ, मला आहे ना ते काय आता फीज कमी पडतीये आणि माझ्याकडं ऑनलाईन पैसे नाहीयेत. ते म्हणतात ऑनलाईन भरा, नाही का म्हणजे असं. आणि मग म्हटलं ऑनलाईन भरा असं-तसं मग तुमच्याकडं ऑनलाईन असतील तर ते भरा ना तिथं प्लीज असं तसं म्हणायला लागले ते, नाही का. ते कॅश पेमेंट नाही घेत आहे. अरे, म्हटलं आता काय कसं नाही का, म्हटलं हे काय आता कसं करायचं काय? ते मग मी म्हटलं अरे ऑनलाईन तर माझ्याकडं पण नाही आहेत नाही का असं. ती म्हटली "यार प्लीज."
अच्छा. हां. म्हणजे तुमची बोलण्याची सुरुवात जी आहे ती इथून झाली, की तिने तुम्हाला अप्रोच केला आणि विचारलं की असं-असं भरायचंय म्हणून.
हां, हां. असा-असा प्रॉब्लेम आहे मला. मी म्हटलं, "एवढे तर नाही आहेत." मग ती म्हटली, "बघा ना काही असेल तर तुमचं, नाही का?" मग मी म्हटलं, अ, आता ती रडायला लागली, नाही का. मग मला तर वाईट वाटलं. की अरे आता अशी रडतीये <tsk> आणि ते कॉलेजमध्ये कसं सगळं अ, संपायचा टाईम झाला म्हणून कोण नव्हतं तिथं, नाही का? आणि फक्त शिक्षक वगैरे होते. मग ते लोकं सपोर्ट करत नाही. मग म्हटलं ठीक आहे बाबा बघतो काहीतरी नाही का तर ते असं, दया आली मला. मग अ, मी काय केलं माझ्या मित्राला फोन लावला.
हं. हं, हं. हां. अच्छा. मग? मदत म्हणून तुम्ही हां.
आणि तिच्याकडनं सगळ्यात पहिले पैसे घेतले आणि मग बघितलं ते असं हलक्यानी की ओरिजनल आहे ना बाबा हा कुठे स्कॅम-बिम तर नाही होणार माझ्यासोबत, नाही का. कारण की असं अचानक असं होतं सांगता येत नाही ना कोणी नकला नो नोटा टेकवून दिलं मला आणि माझं आता कल्याण होऊन जाईल मग आणि 5 गरीबा छोटी रक्कम नाही माझ्यासाठी. त्यामध्ये मी म्हणतात ना 3 महिन्याचं राशन भरून खाईल. आणि
हां. अच्छा. अच्छा. अच्छा. हं. हम्म. बरोबर.
मग म्हटलं ठीक आहे चल मग ते बघितलं आणि तिचं लक्ष नसताना बरोबर चेक केले नोट ओरिजिनल आहे का? मग ओरिजिनलच होती. नाही का?
हां, हां. अच्छा. हां.
आणि मग काय केलं, मित्राला फोन लावला आणि त्याला म्हटलं, "भाऊ अ, पैसे पाठव मला अशा-अशा नाही का लागायला तुला देतो दुकानावर येऊन तुझ्या." नशिबाने काय माझ्या मित्राचं मनी ट्रान्सफरचं दुकान आहे आणि तो कधीही असं म्हटलं की पैसे पाठवतो त्याच्याकडं असतातच नाही का लाख एक रुपये अकाऊंटमध्ये मनी ट्रान्सफरवाला आहे म्हटल्यावर. मग त्याने पाठवलं आणि मग मी तिथं भरले आणि ती क म्हणली, "खरंच-खरंच थँक्यू नाही का तुम्ही मला असं केलं, हे केलं, ते केलं." नाही का? आणि
हां, हां. अच्छा. म्हणजे तुम्ही सुरुवातीला जी ती मदत केली होती तेव्हापासूनच तुमचं बोलणं वगैरे सुरू झालं आणि मैत्री घट्ट व्हायला सुरुवात झाली असं म्हणता येईल. बरोबर?
हं. हं. अ, हां, हां. आणि मग काय झालं विषय? मग ती म्हटली की तुम्ही अ, इथं अ, अ, नाही का अ, कशाला? तुम्ही पण ॲडमिशनला आले का? वगैरे सगळं झालं. थँक्यू-बिंकू म्हणायला आली मला. मी म्हटलं, "नाही," म्हटलं, "मी कॉलेजचा एक्स-विद्यार्थी आहे." अ, आणि मग म्हणती म्हटली, "अच्छा." मग म्हटले की असं-तसं, अ, नाही का, "थ खरंच थँक्यू. आज-काल कोण मदत करत नाही." असं नाही, तसं नाही. मी म्हटलं, "तसं काही नाही लोकं असतात चांगले. तुम्ही दुसऱ्या कुणाकडे गेले असते त्यांनी पण मदत केली असती. मी काय वेगळं केलं आहे, नाही का? आणि असेही तुम्ही मला पैसे दिलेत, मी कोणी तुम्हाला उधारी दिली आहे, नाही का." मग ती म्हणते, "नाही, असं नाही, तसं नाही." अ, मग म्हटली, "कुठं आहे राहायला?" मी म्हटलं, "आहे असं-असं ते" अ, म माझ्या, नाही का, एरियाचं नाव सांगितलं तिला आणि मग ती म्हटली की "अच्छा. मी पण तिथंच आहे पुढं राहायला." नाही का. "अरे," म्हटलं, "अरे, वाह! खूपच छान!" मग ती म्हटली की अ, "तू?" म्हणजे माझा भाऊ नाही का <chuckles> तो अ, "मग अ, ह्याचं इथे ॲडमिशन करायला आले का?" मी म्हटलं, "हां, याचं नाही का? 11वी, 12वीत आला आहे आणि ती अ, ग्रॅज्युएशनला ॲडमिशनला आली होती. आणि मग
<chuckles> अच्छा. बरोबर. बरोबर. मग अ, केव्हापासून तुम्हाला असं वाटायला लागलं की खरंच आता मैत्री आपली वाढती आहे, नाही का. सुरुवातीला तर असं वाटलं असेल ना की अ, काही नाही थोडं टाइमपासच आहे नंतर विसर पडेल तिला असं. पण अ, ती कंटिन्यू तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये राहिली, संपर्कामध्ये राहिली. हां.
हं, हं, हं, हं. अ, नाही, नाही, नाही, नाही. त्यावेळेस मग आम्ही निघून निघून गेलो कॉन्टॅक्ट बिनटॅकमध्ये काही नाही राहिलं, नाही का. आणि नंतर मग काय झालं की तिथून निघालो आणि घरी गेलो मग आज आपलं 10-15 दिवस नाही का असं म्हणजे अ, 5 एक दिवस झाले असेल. 10-15 दिवस नाही 5-6 दिवस झाले आणि त्यानंतर ती परत भेटली <chuckles> आणि मला तर लक्षात नव्हतं. मग ती स्वतःहून, "अरे हाय," मी म्हटलं, "अ, ओळखलं का?" <chuckles> आता मी आता मी मग तिला कसं सांगू की "मी कसं विसरणार नाही का एखाद्याला पैसे देऊन मदत करून. <coughs> माझ्या आयुष्यात एवढे अ, लोकं नसतात ना.
अच्छा. हम्म. अच्छा. <chuckles> बरोबर. ते मोजकेच लोकं आहेत तुमच्या आयुष्यामध्ये जास्त नाहीयेत. हं, हं.
आहाहा! आणि मग अ, असं झालं, की अ, ती म्हटली "अरे वा! का काय कॉइन्सिडन्स आहे, आपण परत भेटलो." म्हटलं "हां." आणि ती मला भेटली आमच्या इथल्या बस स्टॉपवर परत, घरापासच्या जवळच्या. जो मेन बस स्टॉप आहे तिथं. अरे मी पण चाललो होतो. मग म्हटली की अ, "अरे! परत एकदा कॉइन्सिडन्स झाला." असं-तसं आणि त्यानंतर मग मी तेव्हा पण माझं काही असं नंबर-बिंबर नाही नाही का. आणि ते जाऊ दिलं, लेट इट गो केलं. आणि मग तिने नाव वगैरे विचारलं होतं मला काय आहे, काय नाही? का त्यावेळेस. त्या दिवशी नावच विचारायचं राहून गेलं. मी सांगितलं होतं, आता मला काय माहिती आहे नाव वगैरे विचारलं, मी सांगितलं आणि नंतर मला तिचा अ, फ्रेंड रिक्वेस्ट आली.
अच्छा. हां. अच्छा. हं. हां, हां. अच्छा! म्हणजे तिने नाव जे विचारलं होतं तुमचं ते नाव म्हणजे असं ऑनलाईन सर्च करण्यासाठी व अशा हेतूने विचारलं होतं.
Facebookला. आ अ, काय माहीत नाही मला. पण असं अ, त्यासाठीच असेल मे बी.
अच्छा. मग आणखी काय झालं? हां.
आणि मग अ, मग तिचं फ्रेंड रिक्वेस्ट वगैरे आली. आणि मग अ, पहिलं तर मी ओळखलं नाही. मग तिने पोक केलं. त्यावेळेस ना जुन्या काळात एक पोक म्हणून ऑप्शन यायचं Facebookला नाही का. आणि त्यामध्ये ज्यांनी एक्सेप्ट केली नाही त्याला ते असं जातं. कारण की तिने कुठला फोटो-बिटो ठेवला नव्हता.
हा. हा. बरोबर यायचं पोक म्हणून. फक्त नोटिफिकेशन, एक ते नो नोटिफिकेशन जायचं. पोक केले म्हणून नाही का. हं.
हां, हां, हां. आणि तिने ते म्हणतात ना ते एंजल प्रियासारखं नकली फोटो ठेवला होता. मग मी कसं एक्सेप्ट करणार? नाही का. मला वाटलं कोणतरी हरामी मित्र-बित्र असेल माझा. मग अ, मी एक्सेप्ट केलं अ, नाही का पहला एक्सेप्ट नाही केलं पोक आला. मी बघितलं, की असं-असं केले. मग मी "अरे! अच्छा ती आहे का?" ती म्हटली" हाय! आपण भेटलो होतो नाही का." असं-तसं. मग मी पोक केलं आणि मग ते म्हणतात ना असं बोलणं सुरू वगैरे झालं. आणि मग ती मेसेज करायची मी करायचो. मग जेवलास का? जेवलीस का? नाही का. काय करत आहेत? मग असं करत-करत
अच्छा! हं, हं. म्हणजे? हं. म्हणजे इथनं तुमच्या ह्या म्हणजे मैत्रीची म्हणाल तिथून सुरुवात झाली की अ, अनोळखी राहिली नाही तुम्ही, नाही का?
हां. अ, हां, तिथून सुरुवात झाली. आणि त्यावेळेस कसं आहे की मी असा वेगळाच होतो. मग तिला म्हटलं, "चल ठेवू का? बाय." <chuckles> नाही का, म्हण अ, चल, म्हणजे मी क्रिकेट खेळत होतो टेरेसवरती माझ्या घराच्या आणि ते नाही का लहान पोरं वगैरे असतात त्यांच्यासोबतच <chuckles> आणि मग तिला म्हटलं, "अ, ठेवू का?" म्हटली, "का? काय झालं?" म्हटलं, "काही नाही. क्रिकेट खेळतोय. चल बाय." <chuckles> "अरे, क्रिकेट! अरे वा-वा! वा-वा!" अ, म्हटलं, "चल मग नंतर बोलू." "ठीक आहे ठीक आहे." म्हटली आणि मग क्रिकेट वगैरे असं खेळत मी तिला ignore करायचो. मला काय माहिती ignore केल्यानी ते जास्त बोलतात? <laughs>
<laughs> हां, बरोबर. <chuckles> <chuckles> हां. म्हणजे अ, नकळत तुम्ही तिला इग्नोर करायला लागलात म्हणजे अ, ऑनलाईन जो काही मेसेज येतो तिथे.
हां, हां. हां. आणि मग ती परतच मेसेज करायची. मग ती शायरी वगैरे पाठवायला लागली, नाही का, मग अ, जोक पाठवायला लागली कुठून तरी काय, मग मी पण पाठवायला लागलो. चाललं बोलणं-बिलणं काय आणि मग नंतर काय झालं की ती म्हटली की यार अ, ती मुद्दामन काय केलं, अ, तिनी अ, फेसबुकला ऑनलाईनच नाही आली हा, मुद्दामन 2 दिवस. काय माहिती ती ठीक होती का? हां, हां.
हां. अच्छा. <chuckles> अग मला एक विचारायचं होतं. अ, की तुमच्यामध्ये असं काय घडलं की ज्यामुळे तुमची मैत्री अशी घट्ट झाली? म्हणजे अजनबी होत्या आधी तुम्ही, म्हणजे ओळखी ओळख तर नव्हती आणि हळू-हळू बोलणं सुरू झालं, पण कोणत्या अ, एखाद प्रसंगानंतर तुम्हाला असं ल वाटलं की अ, हां आता आमची मैत्री ना घट्ट होतेय?
हां, हां. हां, हां. हं, हं. अ, तसं नाही माहीत मला. कारण की 1हिल्यांदा मदत केली, 2सऱ्यांदा भेटली, नाही का आणि त्यानंतर तिने नाव विचारायचं राहिलं आणि मग फ्रेंड रिक्वेस्ट आली. मे बी ते असंच
अच्छा! मग तिथूनच तिथूनच अ, बोलणं-चालणं जास्त सुरू तिथूनच झालं की ही ऑनलाईनच प मैत्री होती? की ऑफलाईनपण म्हणजे तुम्ही पर्सनलीपण वैयक्तिक भेटले नंतर कधी?
हां, कोइनसिडेंट. हां, हां, हां, हां. त्यानंतर भेटलो ना. ती 1हिली ऑनलाईन झाली म्हणजे 1हिले ऑफलाईन होती मग ऑनलाईन झाली, मग परत ऑफलाईन झाली अ, त्यानंतर काय झालं.
हं, केव्हा भेटले म्हणजे? कसे भेटले? केव्हा आणि कसे भेटले? हं, हं.
अ, मग काय झालं मी ते सांगतोय अ, ते अ, काय झालं 2 दिवस ती ऑनलाईनच नाही आली. आता मुद्दामून नाही आली काय. <smacks lips> मग मला असं वाटायला लागलं, "अरे कुठे गेली? काय झालं हे अचानक? रोज तर <chuckles> ऑनलाईन असायची एवढे दिवस?" नाही का. क्युरिओसिटी आणि मग, "जाऊ दे म्हटलं आता गेली असेल, तर काय झालं असेल." नाही का. मग नंतर ती आली आणि म्हटली, "अरे हाय! बघ हा माझा नंबर आहे." म्हटली, तिने पाठवला. अरे काय असतं ना, कधी-कधी ते अ अ नेट वगैरे संपून जातं. <chuckles> त्यावेळेस रिचार्ज खूप महाग होते, नाही का. अ, त्यावेळेस आहे ना, 198वला काहीतरी 1 जी-बीचा रिचार्ज होता, मला चांगलं आठवतयं आणि मग आणि ₹10-20चे तिथं अ, कार्ड असायचे त्यावेळेस. तर मग ती म्हटली हा माझा नंबर आहे. मला फोन-बिन करत जा, आपण फोनवर बोलत जाऊ, ठीक आहे. मग ती मग मी त्याला अ, म्हणतात ना अ, <clears throat> मग असं मेसेज-विसेज केला मी. मग ती म्हटली, "अरे हाय!" अ, मग काय असं परत-परत? मग म्हटली, "तुझा नंबर काय आहे?" मग मी म्हटलं "हा." आणि त्यावेळेस ना. नुकतंच ते अ, WhatsApp वगैरे पण आलं होतं नाही का. आणि मग हां.
हां, बरोबर. हं, हं, हो, बरोबर. हो, बरोबर. हां, खूपच महाग होते आधी. अच्छा म्हणजे ऑनलाईन अ, Facebook वगेरेचा काळ जो होता, त्या काळामध्ये तुमचं हे सर्व घडत होतं. हम्म, हं, हं.
ते वापरत नव्हतो मी WhatsApp वगैरे. हां, मी म्हणलं, "नाही माझा WhatsApp-बिट्सअप." मग म्हटले, "ठीक आहे." मग तिला माझा नंबर दिला मी, मागत होती म्हणून.
काय? हं.
आणि मग तिचा 1 दिवशी कॉल आला.
अच्छा, मग त्यामध्ये असं काही होतं का, की फक्त मैत्रीच होती की मैत्रीहूनही काही जास्त झालं म्हणजे पुढे?
हां, अचानक नाही का? अ, नाही, मैत्रीणच होती. अ, पहिले तर माझ्या मनात तसं काही नव्हतं. मैत्रीण म्हणून नाही का असं असतं आता, मला काही वाटत नव्हतं. मग नंतर नाही का, अ, तिने कॉल केला आणि म्हटली, “हाय, कुठं आहे? काय?" नाही का. असं डायरेक्ट अशीच म्हटली. मी म्हटलं, “कोण आहे, बाबा?” "काल नाही का, तू मला नंबर दिला होता.” "अरे," म्हटलं, “कोण आहे, बाबा? मी नाही ओळखलं तुला.” नाही का. “अबे, तू अशा किती मुलींना नंबर" "देतो?” <giggles>
हां. अच्छा. हं, हं. म्हणजे खरंच <chuckles> म्हणजे तुम्ही खरंच खरंच ओळखलं होतं का नव्हतं की मुद्दामन मस्करी मस्करी करत होता?
नाही, नाही. मग मी नव्हतो ओळखलं. अ, नाही मी नव्हतो ओळखलं. ॲक्चुअलमध्ये विषय काय झाला होता?
हां. काय झालं होतं?
त्याचवेळेस, मी माझी एक फ्रेंड होती, अंकिता. अ, तिलासुद्धा नंबर दिला होता. माझी स्कूल फ्रेंड होती, तिने पण मला Facebookवर शोधलं होतं. आणि हे दोघींचं नाव सेम, ए एवरनं. आता मला नाही माहिती अन् कोण आहे? काय आहे? नाही का. आणि दोघींना नंबर एकसाथ दिला आणि अन् त्याच दिवशी नाही का हिनी असा फोन केला मला. आता मला काय माहिती की हीच आहे म्हणून? कोण आहे? मी कसं सांगू डायरेक्ट? “तू ही आहे का?” मग ते चुकीचं होतं ना. मग ते बोलणं वगैरे. मग नंतर मग ती अ, म्हणली, “ये, आपण कधी भेटू, इथं कॉफी घेऊ, हे घेऊ.” नाही का, आमच्या इकडे ते कसं, अ, पठार म्हणून एक आहे, जिथं गार्डन वगैरे, मंदिर वगैरे आहे, नाही का. मग ते असं चालायचं भेट-बीट. आणि मग नंतर ते असं क्लोज फ्रेंड झालो आम्ही त्यानंतर म्हणतात ना, एक अनोळखी होतो.
हां. अच्छा. हं, हं. <chuckles> हं. बरोबर. मग तुमच्या तुमच्या या मैत्रीमध्ये एखाद्या दिवशी असं काही घडलंय का, की काय म्हणतो आपण ज्यामुळे अ, ज्या प्रसंगामुळे तुमचा विश्वास तिच्यावर वाढायला लागला, आणखीन पहिल्यापेक्षा जास्त?
अ, हां अ, कसं आहे की काहीही मला हेल्प लागली ना, मग ती अशी मला कधीपण नाही का म्हणते, "अरे मी आहे ना! कशाला टेन्शन घेतो?" असं-तसं नाही का. प्रत्येक गोष्टीसाठी मग कसं, 1दा मला पैसे कमी पडत होते आणि तिने पाठवले नंतर. <chuckles>
अच्छा, हं, हं, हं. अच्छा म्हणजे, संकटकाळी मदत करतो तोच खरा मित्रं असं म्हणतो आपण. त्या सारखं म्हणजे वेळेवरती मदत वगैरे तुम्हाला करायची आहे. त्यामुळे आणखीन एक विश्वास तुमचा एक दुसऱ्यांमध्ये मैत्रीमध्ये वाढला. हं, हं.
हां. अ, हां, हां, हां, हां आणि नंतर काय झालं ना, अ, पुढं जाऊन ती परत मग असं म्हणतात ना, ओळख वगैरे पाळख सगळ्या गोष्टी आणि नंतर अ, म्हणतात ना, चुकून कोइन्सिडन्स म्हणा, या काय म्हणा, ती माझ्याच कॉलेजला आली. अ, डिग्रीच्या वेळेस म्हणजे माझं
अच्छा. जे खरंच योगायोग होता, की नंतर तुम्हाला काही कळालं की तुम्हाला शोधत-शोधत, आपण म्हणतो ना, स्टॉकींग म्हणून एक असतं. तर त्या त्या टाइप. <chuckles>
हां, ते माहीत नाही मला. माहीत नाही. मी तिला म्हटलं होतं की मी त्या कॉलेजला एडमिशन घेतोय आणि ती पण नंतर त्याच कॉलेजला आली नाही का आणि मग तो कोइन्सिडन्स म्हणा, मी त्यावेळेस डिग्रीला होतो. कारण की ती ज्यावेळेस तिथं होती ना त्या कॉलेजला, तेव्हा मी अ, डिप्लोमाला होतो आणि ती आणि बॅचलर घेतलं बी-सी-ए, बी-सी-एस काहीतरी नाही का? आणि त्यानंतर मग ती इंजिनिअरिंगच्या डिग्रीला 2कंड इयरला आली, मी पण तिथेच गेलो नाही का.
हं. अच्छा. अच्छा, आणि अ, ते नातं जे आहे, म्हणजे ती मैत्री जी आहे, तुम्ही आजही टिकून ठेवली आहे का? की अ, काळाच्या ओघात विसर पडलाय?
हां, हां. अरे नाही, नाही, उलटं आम्ही एवढं क्लोज आहे ना, एकदम असं वाटणारच नाही की आम्ही मुलगा आणि मुलगी मैत्रीण म्हणून आहोत, असं एकदम क्लोज फ्रेंड आहे. एकदम फ्रेंडली सगळ्या गोष्टी आणि ती अजनबी म्हणतात ना, की असं एकमेकांना असं फ्रेंड झालं की घरच्यांपर्यंत आमच्या आता माहिती आहे की हा, आम्ही क्लोज फ्रेंड आहोत, हे आहोत. ती कधी येते, आता मी कधी नाही का?
अच्छा. म्हणजे अ, घरी, पण तुम्ही तिला असं सांगितलंय, असं नाही की घरी माहीत नाहीये फक्त ऑनलाइनच आणि अ, पर्सनलीच जाऊन भेटतं म्हणजे घरी, पण एक दुसऱ्यांच्या माहित आहे.
नाही, नाही, नाही, नाही. घरी पण माहिती आहे की फ्रेंड आहोत म्हणून फक्त आम्ही नाही का, कारण बेस्ट फ्रेंड सारखं आहोत आम्ही.
म्हणजे फक्त तुमच्या घरी माहिती आहे की तिच्याही घरी माहिती आहे?
दोघांच्या घरी माहिती आहे. असं नाही का, म्हणजे तिच्यापण घरचे फ्रेंडली माझ्या घरचे, तर माझ्या आईला सगळं अ, लगेच फोन ऐकते कोणाचा फोन आहे आणि काय आहे? मग आईपासून लपवलं, तर अजून संशय घेते. <laughs> माझ्या आईला माहिती आहे की माझ्या बाकी मैत्रिणी आहेत, तशात ती पण एक मैत्रीण आहे. आणि म्हणतात ना, की कधी-कधी असं
दोघांच्याही घरी माहीत आहे. बरोबर. <chuckles> बरोबर. बरोबर, पण सुरुवातीला असं काही झालं नाही का, म्हणजे फॅमिलीमध्ये की अ, मित्र कसं जनरली म्हटलं जातं की अ, मुलगा आणि मुलगी असलं तर थोडं वेगळ्या दृष्टीने बघतात, तसं काही नाही झालं म्हणजे अंडरस्टँडिंग होते फॅमिलीत. हं.
नाही, नाही, नाही. ती एकदा काय झालं, माझी आई आली होती कॉलेजला पॅरेन्ट्स मीटिंगसाठी आणि त्यावेळेस ती येऊन म्हणली, हॅलो काकू अन् वगैरे मग, मग मम्मी म्हणली कोण आहे? म्हटलं मैत्रीण आहे. माझ्या मम्मीला लई हौस की ये कधी घरी. <laughs> आणि ती खरंच टपकली घरी. तस आणि हां.
हां. <snorts> <chuckles> अच्छा, म्हणजे तिला बहाणाही भेटला, म्हणजे बोलवलंय सहज तर चला मग म्हणाली.
अ, हां, आणि मैत्रीण म्हणून ती मग असं काय आता क्लोज आहे, म्हणजे माझ्या बहिणीसंग, ती म्हणजे अ, बोलती, ती चांगलं भावासंगच बोलते नाही का त्यामुळे ते काय असं वाटत नाही की हा एक चांगली मैत्रीण झाली आणि म्हणतात ना, एक दुकानचा कधी प्रॉब्लेम आला, काय आला. तर मग एक दुसऱ्यांना आम्ही शेअर करतो, ह्या गोष्टी करतो. असं.
तर ए हा, तुम्ही मस्त सांगितलंत, पण अ, जर असं कधी कोणासोबत घडलं, तर तुम्ही काय सांगाल? की कसा अप्रोच करायचा एखाद्या अ, अजनबी सोबत किंवा अनोळखी वस्तीसोबत अ, हे करण्यासाठी, मैत्री करण्यासाठी?
बघा, ओळख व्हायची आहे ना, तर ऑटोमॅटिक सगळ्या गोष्टी जोडून येतात आणि नसेल व्हायची, तर मग काही होणार नाही. असं डायरेक्ट अजनबी संग कुठं आपण कुणा ला जोडत फिरणार आहे, असं म्हणतात नाही, तर कोइन्सिडन्स होऊन जातात जे व्हायचेत, असं.
<chuckles> अच्छा. म्हणजे अ, जे घड नशिबात आहे तसं होणार, असं आपण अ, स्वतःहून काही
जे नशिबात लिहिलेलं आहे तेच घडतं. <chuckles> हां, नशिबात नाही लिहिलंय मग आपण अजनबीला तिथेच भेटून तो किस्सा तिथे संपून जातो.
अच्छा. ठीक आहे, खूप छान तुम्ही मस्त अ, सांगितलं की कशी तुमची मैत्री झाली? कसे तुम्ही भेटलात ऑनलाइन वगैरे? आणि घरच्यांनाही अ, तुम्ही सांगितलंत ना की आहे माझी मैत्रीण म्हणून. अ, मस्त वाटलं बोलून, आपण पुन्हा भेटूया.
असं. हां, हां, हां, हां. हो, हो, हो. मला सुद्धा छान वाटलं. या, पुन्हा भेटूया. धन्यवाद!
नक्कीच, धन्यवाद!